आपल्याला आयुष्यामध्ये बरेच यश, अपयश येतच असतात. अ, यश तर आपल्यासाठी प्रेरणादायी असतं, पण कधी-कधी, अपयशातून पण आपण बरंच काही शिकलो, शिकतो. तर तसं, तुमच्या आयुष्यामध्ये सर्वात मोठं अपयश कोणतं होतं आणि त्यातून तुम्ही काय शिकलात?
अ, नक्कीच. अ, मला सांगायला आवडेल, अ, आयुष्यात काय आहे ना, की आपल्याला ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतात, ते आपले क कुटुंब असते, आपले फॅमिली मेंबर्स असतात. आणि दुसरं, सगळ्यात मोठी जी असते, ते आपलं करिअर असतं आणि ह्या कॅरिअरबद्दलच मला
हो, हो. बरोबर आहे.
पहिल्याच सुरुवातीला एक अपयश थोडंसं असं आलं होतं, की जेणेकरून आता असं मला वाटलं होतं, की आता आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्व आपण जे आहे ते करिअरसाठी देतो, की बाबा, तिथूनच आपली काही अ, जीवनाची खरी सुरुवात तिथूनच होईल, की जेव्हा आपण योग्य करिअर निवडलं किंवा मग योग्य करिअर आपल्याला भेटल्या गेलं, तर असंच माझ्यासोबतही झालेलं होतं, की मला जे आहे करिअरमध्ये ऑप्शन जे होतं, मला एन-डी-ए करून अ, सैन्यात जायचं होतं. आणि काही कारणास्तव मला ते नाही करता आलं. आणि त्यावेळेस, मग मला असं वाटलं, की हे आपल्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं अपयश आहे, करियरच्या बाबतीमधलं.
हां, हां. बरोबर आहे. बरोबर. हां. अच्छा. अरे! बरं. अरे बाप! हां, हां. तर थोडंसं त्या घटनेबद्दल, म्हणजे आणखीन सविस्तर सांगा ना, की काय घडलं होतं, कोणत्या टप्प्यावरती घडलं तुमच्या आयुष्याच्या आणि त्याच्यानंतर आणि तुम्हाला त्यावेळेला नेमकं काय फिलिंग्स होत्या तुमच्या मनामध्ये?
हो नक्कीच, मला सांगा मग मला सांगायला आवडेल, की एक अ, माझ्या घरात आहे ना माझे वडील भारतीय सैन्यात होते, तर मला पहिल्यापासून सैन्याबद्दलचं प्रेम थोडं जास्तच होतं. भारतीय सैन्याबद्दल आणि लहानपणापासून मी सगळं तेच बघत आलेलो होतो, माझ्या स माझ्या डोळ्यासमोर सगळं तेच मोटिवेशन होतं आणि त्यातल्या त्यात असं आहे, की मग मीही सैन्यातच जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यावेळेस मग मला असं अ, वडिलांतर्फे मार्गदर्शन, बाकी बऱ्याच काही त्यांचे मित्रमंडळ आहेत, आमच्या शेजारी सगळ्यांकडनं मला मार्गदर्शन की भेटलं, की बाबा सैन्यात जायचं आहे तर मग तू एन-डी-एसाठी जा, कारण की जेणेकरून तुझं शिक्षणही पूर्ण होईल चांगल्या पद्धतीनं आणि सैन्यातही चांगली नोकरी लागेल तुला.
अच्छा, हा का? बरोबर आहे. बरं. हां, हां. अच्छा. हो, हो.
तर अ
अगदी, अगदी, म्हणजे इथे गेल्यावरती कसं, की तिथं आपल्याला म्हणजे पहिल्यापासूनच आणि ऑफिसर लेवलला आपण जाऊ शकतो ना, म्हणजे बाकीचं जे अ, बेसिक म्हणजे एकदम स्टार्टपासून सुरुवात करण्याऐवजी, डायरेक्ट आपण ऑफिसर लेवलला जाऊ शकतो. बरोबर आहे ना?
हो, हो, बरोबर पण त्यासाठी मेहनत फार लागते आणि त्याला फार हे करावं लागतं, एन-डी-ए करायचं म्हणलं तेही सोपं नसतं आणि त्याची तयारी ही सोपी नसते. तर मग मला त्यावेळेसपासून काय झालं ना, की मला थोडंसं गाईडलाईन भेटलं, पहिल्या अ, पहिल्यापासून शाळेत असतानाच, आणि मग मी त्यानुसार जे आहे ना माझ्या सगळ्या ज्या सवयी होत्या, सवयी बदलल्या. थोडक्यात म्हटलं तर माझं खेळण्या खेळण्याचा टाईम हे, ते त्याच्याकडे जास्त फोकस करू लागलो. मग मी 10 काढली 10 च्यानंतर जे चांगल्या परसेंटेजमध्ये काढली आणि जेणेकरून मला 12 तही चांगले अ, परसेंटेज भेटावेत, त्या कारणानं आमच्या शाळेतच मी 12 केली.
हां, हां, हां. हां, हां, हां.
बाहेर कॉलेज प्रायव्हेट कॉलेजला ऍडमिशन नाही घेतलं मी.
अच्छा. म्हणजे हे आता हां, हां. आता मी बघतोय ना, की भरपूर एन-डी-ए करणारे मुलं जे आहेत ना ते अकॅडमी वगैरे लावतात. मग अ, ते खूप आहे सध्या. तर तसं त्यावेळेला सोय नव्हती का, की होती पण मग तुम्हाला तुमची शाळाच बरी वाटली?
अ, नाही तशी काही त्यावेळेस काही सोय नव्हती. पण शाळेत 12वी याच्यामुळं केली, की बाहेर जाऊन कसं आहे आपण नवीन-नवीन कॉलेजमध्ये बघतो इकडचं-तिकडचं, भरकटतो. तर त्याच्यामुळे मग मी शाळेतच 12वी केली आणि 12वी चालू असताना माझा सगळा फोकस 12वी वर होता आणि एन-डी-एची तयारी जोरात चालू होती माझी आणि ऐन दसऱ्याच्या एक दिवस अगोदर अ, माझा एक रोड एक्सिडेंट झाला.
अच्छा. हां, हां, हां. अरे वाह! अच्छा. हां, हां, हां.
काय आहे ना, हां. ती घटना घडली आणि त्याच्यानंतर मी जवळपास 3 ते 4 महिने घरीच होतो आणि 2 महिने मी कंप्लीट बेडरेस्टवर होतो
अरे, बापरे!
त्यानंतर. हां आणि मग त्यावेळेस मग कळून चुकलं की आता मेडिकल अनफिट आपण झालेलो आहोत. तर कितीही काही प्रयत्न केलेत तर आता आपल्याला एन-डी-एचा मार्ग बंद झालेला आहे.
काय बोलता? अरे! खूपच वाईट अ, झालं म्हणजे. थोडक्यात काय की मार्ग जो आहे, तो असं नाही की तुमच्या टॅलेंटमुळं बंद झाला. पण अ, आकस्मिक जी घटना घडली अपघाताची, तर त्याच्यामुळं मेडिकली अनफिट झाल्यामुळं मग हे घडलं. तर मग तुम्हाला खूपच वाईट वाटलं असेल ना त्यावेळेला?
अ, वाईट म्हणजे फारच अ, जास्त वाईट वाटलं. कारण की आपण जसं प्लॅन करतो, जसं आपण सगळं प्लॅन करून ठेवतो आणि त्यानुसार नाही होतं, तर वाटतं ना पण तो बघा करिअरचा एक मेन टर्निंग पॉइंट होता आणि तो एकदमच यू टर्न झाल्यासारखं मला वाटलं, की आता परत, यू टर्न झाला आता नेमकं काय करायचं पुढं मग? कारण की मी त्याच्याशिवाय दुसरा काही विचारच केला नव्हता आणि माझ्या डोक्यातही काही नव्हतं आणि मला खरंचही काही माहिती नव्हतं, की अजून दुसरे काय ऑप्शन आहे? आपल्याला काय करता येईल? म्हणून कारण मी ते सगळं त्याच प्लॅनवर माझं निर्भर होतं.
हं. अच्छा. हो. ते. बरोबर, म्हणजे प्लॅन एच होता, प्लॅन बी काही नव्हताच. मग अ, अशा वेळेला तुमच्या कुटुंबाचं कसं म्हणजे अ, त्यांचे विचार कसे होते किंवा त्यांना कसं वाटलं अ आणि मग बाकीचे जे लोकं तुम्हाला सल्ला वगैरे देत होते तर त्यांचं काय मत आलं मग त्यावेळेला?
अ, अर्थातच, कुटुंबाला बघत अ, आणि माझ्यासोबतचे जे होते, ज्यांनी मला सल्ला दिला, ज्यांनी मला मार्गदर्शन केलं, अ, सगळ्यांनाच फार वाईट वाटलं, की त्यांना कुठेतरी जाणवलं, की बाबा, आता ह्यांना एवढी याची मेहनत केली आहे आणि आपलं त्यांनी ती बघितली होती, ती मेहनत. मग आता याच्यानंतर याचं पुढचं पाऊल काय असणार आहे? कारण की कधी-कधी होतं ना, मानसिक संतुलन खराब होतं किंवा माणूस मग काहीतरी विचित्र याच्यामध्ये चालला जातो, विचारांमध्ये चालला जातो. कधी-कधी काय होतं ना बऱ्याच अ, बऱ्याच वेळा असं, अशी सगळ्यांजवळच ताकद नसती. आणि तेच त्यांना भीती वाटत होती, की बाबा, याची काही तेवढी शक्ती दिसत नाही याच्यामध्ये, तेवढी की बाबा हा एक्सेप्ट करेल ती गोष्ट, जी घडली आहे ती.
हो ना, हो ना. बरोबर आहे. हं. बरोबर आहे. हो, हो. हां. उभं राहील, हो.
हां. उभा राहील, म्हणून पुन्हा. तर मग तेच घरच्यांनाही भीती होती, त्यांनाही थोडीशी काळजी हो काळजी म्हणता येईल, त्यांना पण. घरच्यांना भीती जास्त होती. बाबा, आता पुढं काय करतो, काय नाही करत, पुन्हा कशी सुरुवात करतो? त्यापासून सगळं होतं ते. आणि ते मेडिकल अनफिट झाल्यामुळं, तर काय, दुसरं अ, थोडंसं मेडिकल अनफिट झालो आणि थोडंसं मेडिकल प्रॉब्लम्स बी होते मला त्यावेळेस, तर तेही एक थोडं मोठं, चॅलेंजिंग ऑप्शन होतं त्यांच्यासमोर, की, बाबा हा पुन्हा चाला-फिरायला कसा लागतो, काय लागतो? म्हणून.
अच्छा. हां, हां. हां, हे. हो, हो, हो, हो, मग हे सगळं जे आहे ना, ते म्हणजे असं काही लपवून तर राहण्यासारखं ह्याच्यात घडलं नाही ना, की सगळ्यांनाच ते समजलं असेल मग अ, थोडंसं लोकं नाही का काही-काही असे असतात, की सहानुभूतीने बघतात आणि मग अ, नाही का हां, बिचारा आणि मग त्याची पण कधी-कधी आपल्याला नाही का स्वतःची जास्त चीड येते म्हणा किंवा वाईट वाटतं, तर असं कधी तुम्हाला फील झालं का मग त्यानंतर?
अ, कसं आहे ना, आता <chuckles> हातातले ते पाची बोटं ते सारखे नसतातच, तर अगदी बरोबर बोललात तुम्ही, की कुणाला सहानुभूती अ, सहानुभूतीनुसार बोलायचं, कुणाला खरंच वाईट वाटलं म्हणून कोणी बोलायचं, तर कोणीही काय टोमणे मारल्या टोमणे मारल्यासारखं बोलायचं, की काय मग? काय काय. परत एन-डी-ए एन-डी-एची तयारी सुरू केली का? असं तसं थोडंसं हे टोमण्या टोमण्याद्वारे थोडंसं काही ना काही असं त्या गोष्टी त्या गोष्टीला अ, उद्देशून काही ना काही बोलायचे त्यावेळेस नेमके.
हो, हो. हां, हां. अरे! हो, हो. बरं.
मग थोडं वाईट वाट वाईट तर वाटायचं, पण आता काही आपलं काही करू शकत नव्हतो आपण त्याला.
अरे, बरोबर आहे, बरोबर. मग अ, म्हणजे आता या सगळ्या घटनेतून म्हणजे तुम्हाला अ, तसं तर खूप ट्रॅजिकच आहे हे सगळं. पण याच्यातून काय तुम्हाला धडा मिळाला असं वाटतंय का? की याच्यातून तुम्ही काहीतरी नाही का असं पुढं जाऊन तुम्हाला उपयोगाला होईल असं लेसन्स काही तुम्ही लर्न केलीत का मग?
हो नक्कीच जसं तुम्ही सुरुवातीलाच जसं बोलले ना की तुमच्याजवळ प्लॅन एच होता प्लॅन बी नव्हता. सगळ्यात पहिले मला ती संकल्पना कळली की मग कुठल्याही गोष्टीला एक प्लॅन बी आप तुम्ही ठेवायलाच हवा. आणि आयुष्यात काय, कुठल्याही एका गोष्टीवर निर्भर नाही राहिला पाहिजे. जसं मी त्यावेळेस त्या एकाच गोष्टीवर निर्भर होतो मला बाकीचं काहीच ज्ञान नव्हतं. अगर मी खरंच बाकीच्या गोष्टींबद्दलही थोडासा इंटरेस्ट घेतला असता, जसे माझ्या वर्गातले मुलं होते तर असं नाही की सगळ्यांना एम-बी-एच करायचं होतं, म्हणून बाकीच बऱ्याच मुलांना बरंच काही करायचं होतं आणि तेही त्या गोष्टीकडे वाटचाल करतच होते. कुठल्या ना कुठल्या पद्धतीने म्हणा. पण मी कधी त्यांच्या अ, क बोलण्यामध्ये म्हणा किंवा मग त्यांच्या गप्पांमध्ये मी कधी इंटरेस्टच घेतला नाही.
हां, हां. अत हां, हां. बरोबर. हं. अच्छा. बरं, बरं. अच्छा.
की जेणेकरून मी इंटरेस्ट बी घेतला असता ना की एक ऑप्शन म्हणून किंवा हसी मजाकचा भाग म्हणून किंवा मग एक सहभाग म्हणून, तर मलाही त्या बाकीच्या गोष्टींबद्दल बाहेरच्या हे जे आयुष्य होणार आहे आपलं नवीन आता आयुष्य सुरू होणार आहे, करियर होणार त्याबद्दल मलाही थोडंसं नॉलेज भेटलं असतं ना? की मलाही थोडं शिकायला भेटलं असतं.
अच्छा. हो, हो. हां, हां. बरोबर आहे. अगदी, अगदी.
तर नक्कीच याला मी ही जबाबदार आहे. कारण की मी एकाच गोष्टीचा विचार करत गेलो आणि त्या एकाच गोष्टीमुळे काय झालं बाकीच्या बऱ्याच ज्या चांगल्या गोष्टी होत्या त्या बी मी
हां, हां, हां, हां. हां.
त्याच्यातही इन्वॉल्व नाही झालो हां, त्या मिस केल्या मी शाळेतले चांगले दिवस होते, ते मित्रांसोबत घालवायचे. त्याच्यातही मी थोडासा काटकसरपणा नेहमीसारखा केला की वेळ भेटत नाही, लक्ष इकडं जाईल, तिकडं जाईल. शाळेतल्या सहलीना न जाणं, बाहेर मित्रांसोबत अ
मिस केला. हां, हां. हो ना, हो ना. ते म्हणजे ते, ते त्यावेळेसचे जे क्षण आहेत आनंदाचे तर तेही मिस केले आणि मग अ, असं झाल्यानंतर तुम्हाला म्हणजे करिअरलाही तुम्हाला लव लवकर म्हणजे ग्रिप पकडायला अवघड गेलं तर म्हणजे अ, म्हणजे काही लोक असतात ना की जे एकदम ध्येयनिष्ठ असतात, तर त्यांचं कसं प्लॅन एच असतं तुमच्यासारखा. आणि काही-काही अशा असतात की ज्यांचं काही प्लॅनच नसतो तर मला वाटतं की याच्यातला बॅलन्स अप्रोच हाच आहे की आपण एक नाही का प्लॅन ए, प्लॅन बी ॲटलीस्ट असावा. तर हे तुम्हाला खूप मोठा नाही का धडा मिळाला? अ, <tsk> समजा असं समजूयात की आपल्याला ती संधी पुन्हा मिळाली की नाही का? की तुम्ही परत 12वी ला गेले आणि एन-डी-ए तर तुमचं स्वप्न होतंच. पण मग अ, तुम्ही आता समजा ते परत आपल्याला परत जगायला मिळालं, तर काय तुम्ही वेगळं कराल?
हो, नक्कीच. अ, वेगळं करण्यासाठी म्हणजे आता हेच आहे, की ते स्वप्न अगर खरंच करायला भेटलं, तर मला नक्कीच त्या क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करायला आवडेल मला. ते काय आहे ना, पहिल्यापासून आपल्या याच्यामध्ये एक कहावत आहे, की "बाप से बेटा सवाई" म्हणजे वडिलांपेक्षा मुलगा जास्त कर्तृत्वान असतो. तर ती एक अ, गोष्ट जेव्हा करायला भेटेल, तेव्हा मला वडिलांना दाखवायला किंवा बाकीच्या लोकांना दाखवायला ती गोष्ट आवडेल, की "बाबा बघा, की आज मी हे करून दाखवलंय म्हणून." आणि ती जी खुशी आहे ती काही वेगळीच राहील, मला असं वाटतं.
अच्छा. हो. हो, हो. अच्छा. अगदी, अगदी. खूपच छान म्हणजे थोडक्यात काय आहे, की आपल्याला आपले स्वप्नं जगायला आवडतातच आणि ते अ, झाले तर चांगलीच गोष्ट आहे. पण नाही झाले तर त्याची रुखरुख आणि त्याच्यामागे जर असं काही कारण असेल, की वडिलांसाठी वगैरे तर ते जास्तच नाही का, आपण त्याबाबतीत इमोशनल होतो. अ, तर मग मला अ, तुम्ही जर आपले जे बाकीचे लोक आहेत की जे असं प्रयत्न करतात ते किंवा ज्यांना असं नाही का, सल्ला काय द्याल तुम्ही नेमकं? किंवा टिप्स काय द्याल व्यावहारिक? की ज्याच्यामुळं त्यांना असं कधी गोष्ट जरी झाली चुकून त्यांच्या आयुष्यामध्ये, तरी त्यांना नाही का, की एक अ, हे राहील, म्हणजे एक आधार राहील.
अ, माणसांनी थोडंसं जे आहे ना, हिंमत सहनशीलता ह्या गोष्टी तर ठेवल्या ठेवल्याच पाहिजे आणि स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे, ते आपल्या मराठीत म्हणतात ना, अ, पाय मारेल तिथं पाणी काढेल.
आ, हां.
त
अगदी, अगदी. हं, हां.
तर माणसांनी स्वतःला त्या लेवलपर्यंत, त्या गोष्टीपर्यंत माणसांनी स्वतःला घडवायला पाहिजेत, मी आजच एक साधं उदाहरण देतो, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करत असताना मला एक सांगा तुम्ही, की तुम्ही अ, जसं
हो, सांगा ना. हां. हां.
एक मी स्वतःचं उदाहरण सांगतो, की कॉर्पोरेट सेक्टरमध्ये मी काम करतो आणि मलाही माहीत आहे, माझ्या कुठल्याही गोष्टी करण्याच्या अगोदर, की माझा हां, जॉब किती सिक्योर आहे म्हणून. होतच ना ते. आणि त्या ठिकाणी चुकून माझ्या कंपनीतल्या लोकांना कळलं, की बाबा हा जॉबला सीरियस आहे म्हणून, तर त्या दिवसापासून ते लोकं जे आहे ना, माझं रक्त प्यायला सुरुवात करतील अक्षरशः की बाबा याच्यावर जिम्मेदारी जास्त आहे. आणि याच्यावर कर्ज आहे, लोन आहे, फॅमिली जिम्मेदारी आणि याला जॉबची आवश्यकता, ते लोकं रक्त प्यायला सुरुवात करतील माझं. आणि ज्यावेळेस अगर माझ्यामध्ये क्षमता आहे, की मला आज ही नोकरी गेली ना, तर मी दुसऱ्या दिवशीपासून नोकरीला जाऊ शकतो, तेव्हा ऑप्शन झाला बी, पण त्या बी ऑप्शनसाठी मला स्वतःला तयार करणं आहे, प्रिपेअर करणं आहे, तेवढं एडव्हान्स ठेवणं आहे, नवीन काय चालू आहे मार्केटमध्ये, जुनं काय चालू आहे, परत बाहेर कुठे नोकरीच्या संध्या आहेत का, इंटरव्ह्यू देणं, थोडंसं ह्या सगळ्या गोष्टी करत राहू ना आपण, तर ते म्हणतात ना, जिथं पाय मारला तिथं पाणी निघेलच, तर ह्या लेव्हलपर्यंत माणसाने काय स्वतःला घडवायचं, थोडं स्वतःला शिकवायचं आणि स्वतःचा विचार करायचा.
हो, बरोबर आहे. हो, हो. हां, हां. <chuckles> अच्छा. हो, हो. बरोब हां. हां अगदी, अगदी. खूपच छान, म्हणजे आपण नाही का स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवायचा आणि एका विशिष्ट गोष्टीमध्ये अडकून बस त्यांची काही गरज नाही, की इथूनच आपल्याला काहीतरी मिळेल, आपल्यामध्ये जर हिंमत आणि जे चांगल्या क्वालिटीज असतील, तर आपण कुठूनही यश मिळवू शकतो, जसं तुम्ही म्हणाले, की पाय माराल तिथं पाणी काढाल, तर हे आपल्याकडं कॉन्फिडन्स तेवढा असला पाहिजे, तर खूपच मला नाही का प्रेरणादायी अ, ज्या आहेत त्या गोष्टी सगळ्या वाटल्या, हे सगळं शेअर केल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद.
नक्कीच. अ, मलाही तुमच्याशी बोलून फार छान वाटलं आणि नक्कीच मला पुन्हा बोलायला आवडेल. धन्यवाद तुमचेही.